हां आणि हे म्हणजे योग्य पण आहे, की पहिल्याच्या काळाच्या कम्पॅरिझननी आणि त्याच्या तुलनेने किती काही स्ट्रीमिंगमुळे किती काही अनुभव आता बदललेले आहेत, जसं तुम्ही सांगितलं. तर तुम्हाला बघा ना, आधी टीव्ही, सिनेमा जर बघायचं, तर मग कसं होतं आणि आता स्ट्रीमिंग आल्यानंतर तुमची दैनंदिन बघण्याची पद्धत कशी बदलली आहे ते जरा सांगणार का ठळक?
हो. हां. अ, कसं आहे, की आता एक अ, मी म्हणजे मी माझं जर सांगायचं असेल, तर एक मी खूप बघितलंय, की मला पहिले फार आवडायचं अ, मूव्हीज या अ, थिएटरमध्ये जाऊन बघायला.
हं. हां.